हो तर तेच अ, आहे की हे टेक्निक तुम्ही ॲट लिस्ट 3 वीक वापरा. तरी ही पण कमी होत नसेल तर मग अ, काहीतरी तुमच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो, एक्स्ट्रा काय आपण म्हणतो ना अ, क्रोनिक डिसऑर्डर एखादी असू शकते. खूप वाढले म्हणजे हाताच्या बाहेर गेले ताण-तणाव. तुम्हाला ब्लड प्रेशर वगैरे असं असू शकते. मग अशा वेळेस नक्कीच तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेतली पाहिजे. आणि खूप सारे चांगले डॉक्टर वगैरेही अवेलेबल असतात, नाही का. प्रोफेशनल हेल्प म्हणजे असं नाही की सायकायट्रिस्ट म्हणजे त्य त्याच्याकडे मानसरोगतज्ञ जे असतात त्याच्याकडे जायचं डायरेक्ट पागल-बिगल झालंय म्हणून असं नाही. अ, काय एक असं म्हणजे जनरल फिजिशियन कडे जर की गेल गेलेत तुम्ही, तरी चालतं म्हणजे ते सांगतात व्यवस्थित ना की काय घाल काय झाले आणि ते प्रोफेशनल असतात त्यांना लक्षणं जी असतात ना लगेच लक्षात येतात, नाही का? हं आणि
अच्छा. हो, हो, हो, हो. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. <chuckles> हो, हो, हो, हो. लगेच लक्षात येतात. अगदी बरोबर. म्हणजे ते पूर्ण लक्षणानं मानसोक अ, म्हणजे मानसिक विकार आहे ना बघा हा याच्याकरता कोणची टेस्ट नाही. म्हणजे तुमच्याकडे आहे ना फक्त लक्षणं तुमची दिसतात आणि त्यावरून ते डायग्नोज करतात.
लक्षणांवरूनच, हां. पेशंट काय बोलतोय कशी उत्तरं देतोय. ते ऑब्झर्व्ह करतात ते मस्तपैकी, नाही का? आणि त्यांच्याकडे बहुतेक असं चेक लिस्ट वगैरे काहीतरी असते. मग ते उ चेक लिस्ट बरोबर झाली ना त्या लक्षणांपैकी एवढे लक्षणं दाखवले, तर मग ते असं करतात की गेस करतात, हां हे असण्याचे याचे चान्सेस खूप जास्त आहेत म्हणजे मानसिक विकार असण्याचा असं.
बरोबर. हो, हो, हो. हे बरोबर, बरोबर. म्हणजे थोडक्यात सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देतात. खूप छान सांगितलं तुम्ही श्वासांवर म्हणजे लक्ष केंद्रित करून कसा तणाव हलका करता येतो. खूप-खूप धन्यवाद तुमचे. च ऐकून छान वाटलं.
अगदी बरोबर.